आजकाल डिजिटल जग आणि प्रत्यक्ष आयुष्य ह्यांचा एक ओव्हरलॅप आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या ओव्हरलॅपमध्ये कधी-कधी आपण विसरून जातो, की आपण ऑनलाईन ज्या काही गोष्टी करत करत आहोत. त्याच कदाचित रिअल जीवनात केल्या पाहिजेत किंवा उलटं. तर तुम्हाला असं वाटतं का ओ, की ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन जीवनात, त्या दोन्ही जीवनांमध्ये एक सीमारेषा ठेवली पाहिजे आणि ती महत्वाची आहे का?
बरोबर. हं. बरोबर. नक्कीच. मला तर वाटतं, खूप महत्त्वाची आहे. जसं तुम्ही म्हणालात, की सीमारेषा ठेवणं हे गरजेचं आहे आपल्याला. नाहीतर काय होतं की, बघा, अ, कधी-कधी असं असतं, की आपण घरी येतो आणि मग घरा घरी आल्यानंतर आपण ते कामाचा जर मेल बघत असू किंवा काम घेऊन येत असू, तर मग काही अर्थच नाही ना. म्हणजे तुम्ही दिवसभर सकाळी 9 वाजता जाताय ऑफिसला आणि म्हणजे जाण्याच्या आधी पण आपली ऑफिसचीच तयारी चालू असते, एकंदरीत या सगळ्या गोष्टींची. आणि मग घरी आल्यानंतर पण तुम्ही तीच गोष्ट करताय. आणि मग तुम्हाला झोपण्याच्या आधी पण, म्हणतात ना, की 10 वाजेपर्यंत तुम्ही तेच काम करताय. आणि म्हणतात की, नाही चला दमलो आता झोपू. म्हणजे घरातल्यांसोबत काही कॉन्टॅक्टच होत नसेल, कन्व्हर्सेशनच होत नसेल. तर मला तर वाटतं, तणाव वाढतो आपल्या घरामध्ये. की, अरे, काय हे? किती काम करताय तुम्ही म्हणजे असं होतं ना, की कोणीही किंवा मग आपल्या घरात असं असतं, की सतत आपण त्या मोबाईलमध्येच असतो, की मेल येणार आहे किंवा काही लॅपटॉपमध्येच असतो. मग ते लोकांना पण काही चांगलं वाटत नाही. घरातल्यां आणि मग असं असतं ना, की सणाच्या दिवशी पण असंच असतं, की जरा काम आहे, काम आहे, आणि मग तेच करत बसणं. किंवा मग सॅटर्डे पण लोकांचं असं असतं, की सकाळी तुम्ही थोडंसं काम करा. हां, म्हणजे सॅटर्डे-संडे म्हणजे सुट्टी आहे तुम्हाला, पण तरी पण थोडंसं तुम्हाला कराव लागेल. हे असं गोष्टी पटकन उरकून टाका. तर हे मला तर वाटतं, चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणू शकतो की, रिअल जीवनामध्ये पण आपल्या खूप म्हणू शकतो, की अ, प्रश्न उभे राहतात. त्यांचं काय चाललंय. किंवा म्हणू शकतो, की ताण येतो आणि मग वाद होतात, मिसअंडरस्टँडिंग होते. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
हां. हो ना. हां. हो. हं. हां. पटकन उरकून टाका काम असं. हां. खरंच. पण तुम्हाला असं वाटतं का, की ऑनलाईन आपण जे काही करत आहोत आणि आज अतिरेक करत असलो, तरी ते महत्वाचं आहे कुठेतरी?
नक्कीच. तर मला असं वाटतं ना, की बघा, म्हणजे ऑनलाईन हे सगळं आहे महत्वाचं आणि ऑफलाईन, म्हणजे, दोन्ही गोष्टींना आपण समतोल आपण राखला पाहिजे. म्हणजे, 50-50% पर्सेंट करा तुम्ही. असं नाही, की म्हणजे ऑफिसचा वेळ तुम्ही, मग ऑफिसचच काम करता, तिथे घरातल्यांशी काही बोलू नका, काही नका. म्हणजे, तुमचं काम लवकर येणार आणि तुम्ही घरी लवकर जा. प्लस, सेम तसंच, घरी आल्यावर तुम्ही फक्त घरच्यांशीच कॉन्टॅक्ट करा. संवाद करा. किंवा मग ऑफिस मधल्यांना पण तुम्ही सांगा, की नाही 7:00 नंतर मी नाही काही करू शकत. किंवा मग 8:00 वाजेपर्यंत मी, त्याच्यानंतर मी काहीच करणार नाही. जे काही असेल, ते 7:30-8:00 पर्यंतच करीन. त्याच्यानंतर मी नाही, म्हणजे अवेलेबल नसेल. हे तुम्ही आधीच ब बाउंडरीज, तुम्ही फिक्स केल्या ना? अ, सीमारेषा ठेवल्यात. किंवा मग अ, घरातल्यांना पण तुम्ही सांगा, की नाही किंवा असं असतं, की एकंदरीत, की बाबा अ, ह्या गोष्टींचं, की कसं असतं, की त्यांना म्हणजे आपण बघा, आपण काही ठिकाणी काम करतो आणि मग काम केल्यानंतर असं असतं ना, की अ, हे काम, म्हणजे, किंवा वर्क फ्रॉम
हं. हो. हां. हो.
होम तुमचं असेल. मग, वर्क फ्रॉम होममध्ये पण असं असतं ना, की आपल्याला कसं असतं, की काम करावं लागतं आणि मग घरातल्यांना असं वाटतं, की अरे! हा घर वर्क फ्रॉम होमचं तर आहे ना याचं. मग करेल ना हा मदत आपल्याला.
हं. हां, म्हणजे, घरीच आहे म्हणल्यावर, करेल हे पण करेल, ते पण करेल.
असं असतं, हां, बरोबर. म्हणजे, 10:00 तुमचा टायमिंग आहे तर मग असं असतं, की 10:00 वाजता तुम्हाला म्हणू शकतो, की 10:00 टायमिंग आहे तुमचं ऑफिसचा आणि मग तुम्ही दहाला एक मिनिटं कमी असतापर्यंत तुम्ही काम करताय आणि पटकन धावत-धावत कामाच्या, डेस्कवर बसता. तर ते तसं चुकीचं आहे असं नाही असला पाहिजे. किंवा मग मधी अरे! हं.
<chuckles> हो, बरोबर. पण बघा ना, आता हे तुम्हाला किंवा मला समजतंय, हे चांगली गोष्ट आहे. पण ऑनलाईन दुनियेचा प्रभाव खूपच जास्त पडतो ना, कळत नकळत आपल्यावरती. ते कंटेंट म्हणा, किंवा रील्स म्हणा, किंवा जे काही काम तर ठीक आहे, आपण थोडंसं साइडला ठेऊ शकतो. पण बाकीच्या करमणुकीचं काय बरं?
बरं. नक्कीच ना. येस. हं. बरोबर. नक्कीच. आता बघा आता लोकांना असं आहे ना, की रील्स बघतो आपण. पण हे रील्स जास्त बघितल्यामुळे ना, आपल्याला बघा मानसिक शांतता नाही मिळत ते जास्त, म्हणजे मनात आपलं तेच असतं आणि मग परत आपलं ते पण काम आहे ऑनलाईन म्हणजे वर्क फ्रॉम होम किंवा असू दे किंवा मग तुमचं काही आपण जे पीसीवर काम करतो म्हणा डेस्कटॉपवर करतो किंवा काही लॅपटॉपवर करतो किंवा काही, लोकांचं असतं, की मोबाईलवर पण त्यांचं काम आजकाल होऊन जातं. मग आपलं तेच आहे ना, की ठीक आहे. म्हणजे हे सगळं ऑनलाईनच झालं आणि मग लक्ष पण आपलं केंद्रित होत नाही आणि मग असं असतं ना, की म्हणजे नेटवर्किंग पण होत नाही बघा ना लोक इतकी त्या कामामध्ये गुंतलेली असतात किंवा त्या फोनमध्ये, की त्यांना आजूबाजूचे नेटवर्किंगचा काही प्रश्नच नाही पडलाय, म्हणजे आजकाल आपल्याला काही गरजच नाहीये कोणाची अस झालंय, म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन सगळंच येतंय. जेवण येतंय, आपले म्हणू शकतो आपल्याला कपडे येत आहेत, ऑनलाईन, भाज्या येत आहेत, ते सगळं औषधं येतायत किंवा आपल्याला कुठे येस. आणि कुठे जायचं तर गाडी पण येतेय म्हणजे काय करण्याची गरजच नाहीये पैसा असेल तुमच्याकडे, की तुम्ही म्हणू शकता किंग आत सगळ्याकडचे असं आहे.
हो ना. हो. हो. खरंच. <chuckles> हो. अगदी आणि 10 मिनिटात. <chuckles> खरंच. पण अ, ऑनलाईन आपली ओळख आपण कधीतरी बनवली असते बघा. आणि त्यातून अ, तो एक उत्पन्नाचा स्त्रोतही असतो, कितीतरी जणांचा, की मी सोशल मीडियावरती एक इन्फ्लुएन्सर आहे म्हणा. तर मग त्यावेळेस कसं काय तुम्ही असं वाटतं तुम्हाला, की ऑनलाईन आयुष्य थोडंसं कमी केलं पाहिजे? का नाही केलं पाहिजे असं वाटतं?
हं. बरोबर. हं. बरोबर. नक्कीच. आता लोकांना अशी सवय आहे ना की ऑनलाईन म्हणजे त्यांचं असं इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा काही लोकांना तर सवय असेल की सगळंच ते टाकतात अ, ऑनलाईन की "बघा मी काय खातोय, कुठे जातोय, कोणासोबत आहे, कुठे जाणार आहे. उद्याचा नेक्स्ट प्लॅन आता मी कुठे चाललोय," म्हणजे पनवेल टू समजा किंवा कुठे दुसरीकडे जायचं किंवा मुंबई टू मला दुसरीकडे जायचंय. म्हणजे सगळं आपण एक म्हणू शकतो, की एक प्लॅन आपण एखाद्या ठिकाणीतला टाकत असतो. म्हणजे कुठे जायचं म्हणजे लोकांना सगळं कळतं. अरे हा गेला हां इकडे चाललाय. हे सगळं असतं किंवा मग लोकांचं असं असतं, की ते मार्कशीट टाकतात लहान मुलांच्या त्यांच्या. मग दहावीचे रिझल्ट टाकतात. मग सगळा डेटाच देतोय आपण एकंदरीत. मग ह्या ह्या अशा गोष्टी सीमारेषा ठेवल्या पाहिजेत ना की काय करायचं ॲट लिस्ट तुम्ही ते ब्लर तरी करा ना मार्क दाखवा. नाव काय करायचंय! तुमचं नाव असं पहिलं दाखवलं तरी चालेल, की तुम्ही सरनेम दाखवू शकता किंवा काहीही करू शकता. पण तुम्ही सगळंच देता आईचं नाव देताय, वडिलांचं नाव, कोणत्या शाळेमध्ये आहे कुठल्या निवस म्हणजे सगळं कळतंय आपला जो कोड आहे तो जातोय. म्हणजे सगळंच एकंदरीत समजतंय आणि नंबर तर आहेच, जो आपला मोबाइल.
हो. हो. हो. खरंच. मग काय! हो. खरंच. नंबर तर आहेच आणि त्यावरून फोटोही आहेच.
बरोबर फोटो पण आहे. म्हणजे सगळंच तुम्ही देऊन टाकलात ना इथे. मग मला तर वाटतं की तुम्ही ते म्हणू शकतो, की जर तुम्हाला त्या गोष्टी जर तुम्ही एकंदरीत स्वतःच सगळा डेटा देताय किंवा मग LinkedInवर पण आपण सगळीच माहिती क टाकतोय किंवा मग असू शकतं, की नोटिफिकेशन्स आपले येतात मग ते तर ॲट लिस्ट ते तरी म्यूट करा. कामाचं वेळापत्रक तुम्ही करा. किंवा मग प्रोफेशनल आहे LinkedIn आहे आणि आपलं वैयक्तिक Instagram आहे तर ॲट लिस्ट काहीतरी युजर नेम तरी चेंज करा म्हणजे सगळीच माहिती मिळते ना. हा रिअल लाईफमध्ये असं आहे, इथे कामाला जातो, अन् ह्या लोकेशनला हा राहतो. सगळंच मिळेल नंबर पण अ मिळू शकतो. कसाही मिळू शकतो नंबर तुम्हाला तुमचा.
हो. सगळीच माहिती. खरंच. हो. म्हणजे ती अख्खी टाईमलाईन तुमच्या आयुष्याची तुम्ही टाकली आहे ऑनलाईन असं होतं, नाही का?
बरोबर. नक्कीच, नक्कीच.
मग ते कमी केलं पाहिजे. पण बघा ना, आता कधी-कधी तुमच्याही मैत्रिणी असतील ऑनलाईन आणि त्यांनाही त्याही महत्त्वाच्या आहेत. तुम्ही त्यांना रोज प्रत्यक्षात भेटू नाही शकत. मग त्यावेळेस तुम्ही अ, म्हणजे तुमच्यावर दबाव येत असेल ना, नक्कीच, की त्यांना मला भेटू भेटू शकत नाही. पण ठीक आहे माझा परिवार पण आहे. पण त्यांच्याबरोबरही मला चॅट करायचंय. तर हा दबाव तुम्ही कसा हाताळता मग?
हो, हो, नक्की. हं. हं. हं. नक्कीच. आता असं असतं ना, की आपल्याला ऑनलाईन मैत्रिणी आहेत, किंवा चॅट पण करायचं असतं. कधी-कधी रील्स पाठवतात आणि रील्सवर रिएक्ट पण करायचं असतं आपल्याला. तर मला त्याला हो, हो, कंपल्सरी असतं. तर मला असं वाटतंना, एकंदरीत काय करायचं आपण? म्हणजे मित्रा मैत्रिणींना आपण रिएक्ट करताना राग पण येतो, "अरे तू बघितला नाहीस माझ्या रील्स मी तुला एवढं पाठवलं किंवा काय तुझं लक्ष नाहीये". मग आपण बोलतो "अरे नाही रे, कामात होतो मी," असं तसं आणि मग चुकून त्यांना काहीतरी आपण लाईक केलेलं दिसलं पटकन. मग आपलं "अ, रे तू बघ दुसऱ्यांचं लाईक करतोस आणि मग मी पाठवलेलं तू बघत नाही," असं पण होतं. तर मला आता वाटतंय, एक तुम्ही ठराविक वेळ सेट करा. त्या वेळेमध्ये तुम्ही Instagram बघा. पण असं नाही की तुम्ही दिवसभर Instagramच बघताय, रील्स बघताय आणि इतका पण टाईम नसतो आपल्याकडे ना, की अ, सगळ्यांना आपण रिएक्ट करू किंवा सगळ्यांना काहीतरी मेसेज देऊ. तर मला तर वाटेल त्याच्यावर पण तुम्ही लिमिटेशन ठेवा. त्या गोष्टींवर. अ, म्हणजे किती, कितपत बोलायचं आहे. म्हणजे असं नाही, की दिवसभर तुम्ही तेच करताय आणि मग असंना मित्रमैत्रिणींशी चॅट करायचं. मग प्रत्येकाला एक टाईम तुम्ही देऊ शकता असं नाही, की म्हणजे तुम्ही रिप्लाय करा त्या गोष्टींना, पण एकदम दिवसभर तेच नको असं मला म्हणजे ती सीमारेषा ठेवा. हो.
<chuckles> कंपल्सरी असतात अगदी. हो. हं. हो. हं. हां. बरं, असं म्हणताय. बरं, बरं. पण मग हे स्पष्ट कसं करणार तुम्ही त्यांना? एक तर ऑनलाईन, अ, म मैत्रिणींना हेही सांगा आणि प्रत्यक्ष तुमची जी नाती आहेत, त्यांना हे स्पष्ट कसं करता, तुम्ही हेही सांगा.
हां. नक्कीच. तर आता बघा, ऑनलाईन ज्या आपल्या मैत्रिणी असतात, तर त्यांचं असं नाही की आपण त्यांना सांगतोना, की "अगं नाही मला आता नाही जमणार आपण थोड्या वेळाने बोलूयात." म्हणजे हे मला प्रामाणिकपणा ठेवा. पण नंतर जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल, तेव्हा तुम्ही त्यांना कॉल करू शकता, मेसेज करा. त्यांच्याशी बोला व्हिडिओ कॉल करू शकता तुम्ही 10-15 मिनिटाचा सगळ्यांसोबत. असं काहीतरी करून तुम्ही डिस्कस करा हो आणि नंतर मग तुम्ही जर अ, जे ऑफिसच आहे त्या ऑफिसमधल्यांना पण तुम्ही सांगा, की "अरे अ, म्हणजे ह्या टाईमला मी असेन तर काय असेलतर आपण आत्ताच करूया" किंवा मग घरातली लोकं असतील, तेव्हा घरातल्या लोकांना तुम्ही सांगा, की माझं आता ऑफिसच काम आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी यावेळेला फ्री होईन. त्याच्यानंतर आपण काही चर्चा करूयात असं सांगू शकतो. म्हणजे जे पण आहे ते प्रामाणिकपणे सगळ्यांना तुम्ही सांगा. असं नाही, की अ, तुम्ही काही कामच करत नाही आहात आणि मुद्दाम सांगताय, की अरे माझं काम आहे असं नाही आणि सेम तिकडे पण तसंच, अ, मी बिझी आहे आणि इथे तुम्ही टाईमपास करताय, असं नाही का बरोबर, हां. असं नका
बरं. हं. हो, मस्त आयडिया आहे. हां. हां, हां. चॅट नाही करू शकत तुझ्याबरोबर असं. म्हणजे प्रामाणिकपणे अ, सांगा आणि सांगा. मुळात ह्या ह्यावर तुमचा भर आहे.
नक्कीच, सांगायला पाहिजे ना. नाही तर मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात नाहीतर. मग कसं असतं ना, इकडे तुम्ही रिप्लाय देताय आणि तिकडे तुम्ही रिप्लाय देत नाहीयेत. मग ते चुकीचं आहे ना. प्रायोरिटीजचा प्रश्न येतो मग सगळ्याच गोष्टींचाही.
हां. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या प्रायोरिटीज ढासळल्यात कुठेतरी. पण बघाना कधी-कधी अ, एखाद्या दिवशी आपल्या कुटुंबाला खूप जास्त अपेक्षा असतात आपल्याकडून, की आपण घरी काहीतरी करू आणि बाहेर जाऊ फिरायला एकत्र राहू. पण त्याच वेळेस ऑनलाईन एखाद्या अ, चॅट ग्रुप्समध्ये काहीतरी ममहत्त्वाचं चालू असेल. मग त्यावेळेस तुम्ही काय करता बरं?
बरं. नक्कीच. तर मला तर वाटतं आहे बघा, की आपलं असं असतं ना कधीतरी आपल्या ग्रुपमध्ये चालू असतं महत्त्वाचं. तर तुम्ही बघितलं असाल ना कधी-कधी आपण बघतो. पण रिप्लाय नाही देऊ शकतो. का आपल्या मनात काहीतरी वेगळं चालू असतं. तर मग तेव्हा तुम्ही त्या टाईमला नका देऊ, कारण कसं असतं, की काहीतरी निगेटिव्ह कोणतरी बोलून झाल्यामुळे आपल्याला दिवसावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल ना तुमच्यानुसार, तुम्ही करा असं मला वाटतं. की असं नाही, की कोणीतरी आता मेसेज केला आणि तुम्ही आता खूप बिझी आहात. आणि लगेच मग कारण कधी-कधी बघा, आपण हे पण बघितलं होतं, की आपण कुठतरी मेसेज केला ना कोण रिप्लाय नाही देत, अ, म्हणजे प्रत्येकाने बिझी होतो. मग आपण पण तसं करायला शिका ना, की म्हणजे आता लगेचच देणं काही गरजेचं नाही आहे. थोड्या वेळाने द्या. किंवा म्हणू शकतो, की अ, म्हणजे थोडा टाईम घ्या प्रत्येक गोष्टी लगेच इतकं घाई-घाईत रिप्लाय करण्याची काही गरज नाही. असं मला वाट
हो. हो. होतं ना. हं, हं. हं. बरोबर. गरज नाही. ती सवयच लावायला पाहिजे म्हणजे. मग अ, शेवटी मला हेच विचारायचं आहे तुम्हाला, की तसंच ऑनलाईन लोकांना एक डु नॉट डिस्टर्बच चिन्ह किंवा साइन कसं तुम्ही दाखवून देऊ शकता न दुखावता.
बरोबर, बरोब हं. नक्कीच. तर मला असं वाटतं ना, की आपण डी-एन-डी WhatsAppला पण टाकू शकतो, स्टेटस म्हणून. अ, किंवा मग आपलं, जे आपलं स्टेटस असतं, बघा ना. आय एम अवेलेबल ते पण टाकू शकतो. डी-एन-डी म्हणून किंवा मग आपण डायरेक्ट स्टेटसच टाकून द्या तुम्ही. किंवा मग तुम्ही डायरेक्ट नेटंच ऑफ करा. हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. त्या गोष्टीसाठी. हो. आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला जेव्हा फ्री व्हाल, तेव्हा तुम्ही पुन्हा ऑन करा नेट. ह्या गोष्टी पण तुम्ही करू शकता. असं मला वाट
बरं. हां, हां. हो. बे हं, हं, हं, हं. खूपच छान. म्हणजे एकंदरच ऑनलाईन आणि ऑफलाईन जीवन दोन्हीही महत्त्वाचं आहेत हेही तुम्ही सांगितलत. पण त्याचबरोबर दोन्हीमध्ये एक सेपरेशन असलं पाहिजे. जेणेकरून आपण ह्या दोन्ही दुनियांमध्ये छान प्रकारे वावरू शकू. अगदी डिटेल आणि छोट्या-छोट्या अशा टिप्स सांगून तुम्ही अ, छान बोललात आणि तुमच्याबरोबर संवाद साधून मला खूप-खूप आनंद झाला. तुमचे खूप खूप धन्यवाद.
बरं. बरं. मला पण खरंच खूप छान वाटलं. कारण इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केली आणि नक्कीच आपण परात परत भेटूयात लवकरच. धन्यवाद.